सामता प्रसाद वाह! वाह! वाह! छान, छान.
हां, हां म्हणजे स ह्यांचे अ, वडील अ, अल्ला रखा. अ, आणि सामता प्रसाद हे त्यांना म्हणजे जवळ-जवळ गुरूं सारखेच होते. म्हणजे इतके जुने ते हं, हं. ती ही विशेष गोष्ट आहे. आणि झाकीर हुसेन वाजवायचे बघा तबल्यावरती घोड्यांच्या टापांचा आवाज. हां, हां, हां.
हं, हं. हां, हां, हां. हां. बरं, बरं. अरे क्या बात! येस, येस, येस, येस. घोड्याच्या टापाचे आवाज यायचे, रेल्वेचे आवाज काढायचे, असे बरेच काढायचे, काढायचे. येस, येस, येस. तुम्ही आता ते, हेलेनचं म्हणालात ना ते अं, गाणं तर त्या गाण्याची अ, सुरुवात जी आहे ना ती पण फार संगीतमय आहे बरं का, म्हणजे मला ते एक अ, पुन्हा मी लहानपणी सिनेमा बघितला होता तेव्हा कळत नव्हतं, पण मी थोडासा मोठं झाल्यानंतर ते कळलं, की ती ती घेतलेले शॉट्स घेतलेले कटिंग्स आणि त्या संगीताचा वापर. तुम्हाला सांगतो, अ, की अ, ते असं आहे की अ, "हरा आया है" आ, अ, एक माणूस येतो तो सांगतो, की हिरा अ, म "गब्बरचे आज मिलनेवाला आहे." तर मग अ, ठाकूर चा विचारतात अ, अ, वीरू विचारतो, "ये कोण है? अ, हिरा" बोले, "ये हिरा वो है, अ, एक बंजारा है वो, अ, गब्बर को गोलिया बेचता है" असं ते म्हणतात. तर हां आणि मग त्याच्यानंतर म्हणते अ, "शायद तुम्हारी गब्बर से बहुत जल्द मुलाकात होगी लोहा गरम है, मार दो हथोडा." असं म्हणतात आणि येस, आणि त्यानंतर ते अगदी म्युझिक सुरू होते. अ, अ, जे मेहबूबा-मेहबूबाच म्युझिक सुरू होतं. ते ढांग, टांग-टांग, टांग, ढांग, टांग-टांग, टांग आणि ह्या लोकांचे क्लोजअप घेतले तेव्हा. म्हणजे बच्चनचा क्लोजअप आहे, धर्मेंद्रचा क्लोजअप आहे आणि अ, असा झूम आउट अ, आपल्या संजीव कुमारच्या चेहऱ्यावरून झूम आउट होतो आणि हे दोघे एकमेकांना बघतात आणि डायरेक्ट अ, इथे हेलेनचा ठुमका दाखवला. म्हणजे इतक्या अशा कटिंग्स आहेत त्या. संगीत सुरू खूप आधी होतं त्या गाण्याचं. तुम्ही जर पुन्हा बघितलं ना इतकं अंगावर येते ती गोष्ट तेव्हा तेव्हा ते कळत नव्हतं. तेव्हा असं वाटतं येस गाणं सुरू झाल्याने नाचते पण नाही. ते लोहा गरम है मार दो हथोडा या डायलॉग नंतरच त्या गाण्याची सुरुवात होती ती.
हो, रेल्वेचा आहे. एक सुंदर आवाज ते काढायचे त्याच्यावर ते. हां. का. बरं. हं, हो. हं. हां, बरोबर. हां. हो, अगदी प्रसिद्ध आहे तो डायलॉग. हां, करेक्ट. हं. करेक्ट. हो. हो, हो. हां. सुंदर. हो, हो, हो, हां. हो. हां, हां.

करेक्ट, करेक्ट. ते मुद्दामून त्यांनी ओव्हरलॅप केल आहे. आणि आणि त्याच्यामध्ये ते दिलरुबा नावाचं जे वाद्य आहे, ते वाजवलंय बघा. म्हणजे मला वाटतं हां, जलाल. हां, हां. ते मला वाटतं अफगाणिस्तान वगैरे इकडचे किंवा ते जे बंजारा लोक असायचे ना फिरणारे त्यांच्याकडचं असलेलं वाद्य आहे बरं का ते. ते एरवी परत गाण्यात अ, नाही बघायला मिळत, हं.
येस. येस. ओव्हरलॅप केलंय. हो, हो, हो, हो. हं. जलाल वाजवतो. जलाल येस जलाल येस. करेक्ट, करेक्ट. हो, हो, हो, येस, येस. बरोबर, बरोबर. अ, खूप नाही बघायला मिळालं ते. अ, एखाद दोन सिनेमामध्ये असं ते ओझरता आलंय ते अ, दिलरुबा जे वाद्य ते हं, फार
हां. हां, बरोबर. हो, पण त्या त्या वाक्याचं वाद्याचंच नाव दिलरुबा आहे. <chuckles> इतकंच आहे ते.
दिलरुबा हो, हो आणि फार अ, खरंच ते दिलरुबा सारखंच होतं. अगदी हृदयापाशी धरून ते वाजवावं लागायचं ते असं. <chuckles> कदाचित म्हणूनच त्याचं नाव दिलरुबा असेल. अ, फार गमतीशीर होतं. अ, पण त्याचं अ, स्वर काहीतरी वेगळेच होते, पण छान एकदम.
हं. करेक्ट, करेक्ट, करेक्ट, करेक्ट. <chuckles> हो, हो तंतुवाद्य सगळी फारच सुरेख असतात. म्हणजे हां आणि अ, काही-काही भावना सहज येतात त्याच्यामध्ये, की ज्या दुसऱ्या कशामध्ये येणं कठीण असतं म्हणजे.
हो, हो. सुरेख असतात. अगदी बरोबर ,अगदी बरोबर येस. हां, हां, हां. कठीण असतं. अगदी बरोबर.
हां, हां म्हणजे अ, बासरीच्या आवाजामध्ये जे कारुण्य किंवा अ, भक्ती येते ते तुम्ही कुठल्या कुठल्या वाद्यावर वाजवणार. <chuckles>
हां, हां, हां. बरोबर. कुठल्या वाद्यावर वाजवायचं. तेच मग आणि एक अ, प्रफुल्लता जर तुम्हाला हवी असेल अ, तर संतूरसारखे जे वाद्य आहेत संतूरसारखे. तर मग येस. करेक्ट, करेक्ट. अ, ते तर सगळी म्हणजे ती जी ती लिजेंड्स होती ती जाकीर हुसेन, अ, शिवप्रसाद शर्मा. अ, अ, शिवहरी नावाने ते म्युझिक द्यायचे नाही का, हरिप्रसाद आणि अ, चौरसिया ही येस, येस. करेक्ट, करेक्ट. तर हे ही जी मंडळी होती ना खरंच म्हणजे देवानीच पाठवलेली होती त्यांना की हे जा आणि ही पृथ्वी जरा संगीतमय करून या असं वाटतं मला कधी-कधी. येस, <chuckles> आपलं भाग्य आहे आणि अ, येस ते बघायला मिळालं आणि आपण आजही ऐकू शकतो त्या सगळ्या गोष्टी.
अगदी बरोबर. शिवकुमार शर्मा हां, पंडित शिवकुमार शर्मा. हं. हो, हो. हरिप्रसाद चौरसिया हं, त्यांचा मुलगा आहे आता. ते ते देतात हां, बासरी फारच सुंदर. वाह! वाह! वाह! खरंच, खरंच आहे. आपलं भाग्य इथे असताना आपण बघायला मिळालं हां, हां.